आणि खरं सांगू का, हे सगळं कॅम्पफायर त्याच्या भोवती जी मजा आणि मग आता आम्ही व्हेजिटेरियन इथे जे सिंहगडचा कॅम्प होता ना, त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेरियन होते. पण बऱ्याच वेळेला ना, म्हणजे ज्यांना नॉन-व्हेज खायची सवय आहे, पण इतक्यावरती एक अ, बारबेक्यू करणं मुश्कील असतं. पण असतात हरवणारी लोकं आणि ते सगळं घेऊन येतात. किंवा मग कोणाला तरी सांगतात आणि ते मस्त चिकन असं ते भाजून, त्या चुलीवरच्या ह्याच्यावर मला वाटतं अलिबागला एकदा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा केलं होतं.
हं, हं. हो. बरोबर, बरोबर. बरोबर. मज्जाच काहीतरी वेगळी आहे. हां, हां. हो का? म्हणजे ती मजा, म्हणजे ती गंमत ज गमती जमतीच असं ते वेगळं राहत नाही का? वातावरण इतकं छान. रात्रीचं खरंच
हो. आणि सग हो, सगळ्यांसमो सगळ्यांसोबत तुम्ही जेव्हा खाता. तेव्हा तुम्ही दोन घास जास्त खाता.
हं, हं. नक्कीच, नक्कीच म्हणजे ते आपल्याला उधाण येत ना आणि शहराच्या बाहेर, गडावरती ते पण. अजून काय झालं मग?
हो, हो.